प्रत्येकाची ना, अ, आपली एक स्टाईल असते. अ, जसं आपल्याला त्याच्यामध्ये छान वाटतं, बरं वाटतं कम्फर्टेबल असतो. तर अ, तुम्ही असं काही सांगाल का की तुमच्या स्टाईल आणि कम्फर्टमध्ये संतुलन कसं साधता?
हं. हो, हो, नक्कीच. जसं मी म्हणालात ना की कम्फर्ट आणि स्टाईल बऱ्याच वेळा ना काही-काही वेळेला तुम्हाला असं करावं लागतं, की हे चांगलं दिसतंय पण ते कम्फर्टेबल इतकं वाटत नाहीये. तर अ, याचं मी तुम्हाला एक अ, <chuckles> माझ्या खाजगी आयुष्यातलं उदाहरण देतो ते म्हणजे साडी. की अगदीच ती, बघा म्हणजे त्याच्यावर खूप जरीचं काम म्हणतात आणि एक म्हणतात ना आता हल्ली कुंदनचं काम आलंय.
हां, हां. हां, अच्छा. हां, हां.
मग ती अगदी 2 अडीच किलोची साडी नेसायची. मग ती दिसतेय चांगली, स्टाईल आहे.
हं.
पण अ, त्याच्यामध्ये असं म्हणतात ना गरम होतंय वगैरे ती कम्फर्ट कधी-कधी वाटत नाही. पण ते कधीतरीच घालायची असते ना त्यामुळे ठीक असतं.
हं, हं, हं. हं, हं.
पण जे दैनंदिन आपल्या ऑफिसला जायला वगैरे जे कपडे असतात ना माझे, त्याच्यामध्ये तर मी नक्कीच असा फरक करते की अ, आठवड्याचे 5 ही दिवस ऑफिसला जाताना ते मी रविवारीच अ, ठरवते की पुढचे 2-3 दिवस काय घालायचं.
हं, हं. अच्छा. हं.
हं.
मग अ, तुम्ही त्याचं असं हे करून ठेवतात का, की अ, म्हणजे सोमवारी हा हेच घालणार किंवा मंगळवारी तेच घालणार असंच कॉम्बिनेशन म्हणजे असं काही करून ठेवलंय का?
नाही. मी हां, ते 5 अ, ड्रेस मी धुवून तयार ठेवते. म्हणजे शनिवारी जसं आता मी मशीन लावली ना, ती रविवारी इस्त्री करून ठेवते 4-5 ड्रेस ना.
हां, हां. हो, म्हणजे नियोजन तुम्ही अ, करून ठेवतात.
माझं हां, हां, म्हणजे जी इच्छा होईल की आता हे घालायचं तर हे घालायचं.
हां, हां. हां, हां, हां, म्हणजे रेडी ठेवायचं?
असं असं नक्की नाही करत. हां रेडी ठेवू. मग मूड आला की मंडे मग सोमवारी आता हे घा माझं कसं हायब्रिड आहे.
हां. अच्छा.
त्यामुळे 3 दिवस ऑफिसला जावं लागतं, पण कधी-कधी काही एखादी मीटिंग लागली, काय झालं तर मग, 3-4 दिवसही जावं लागतं म्हणून मी 4 ते 5 ड्रेस ठेवते तयार.
हां, हां. हं, हं. हां. अरे वाह! म्हणजे बरं पडतं ना, म्हणजे आपण असं रेडी असलं, की कारण रोज बघायचं वि त्याच्याकडे बघत बसायचं. विचार करायचा, मग फ्रीझ करायचं असं, अ, रोजचा खूप गोंधळ असतो.
म्हणजे कसं हां. हं. पण अ, तरी ही माझा गोंधळ होतो, ते म्हणजे ॲक्सेसरीज अ, शेवटच्या फायनलाईज करायला. आता
हां. राइट, राइट. मग काय करता तुम्ही? <chuckles> त्याचं नियोजन कसं करता?
हां. अं, माझ्याकडे ना, पूर्ण असे 3-4 डब्बे आहेत, ज्याच्यामध्ये कानातले आहेत. म्हणजे खरंच ते त्यांची काही गरज नाहीये, पण ते खूप आहेत माझ्याक
हं. हां. <chuckles>
आणि मला वाटतं, घड्याळ 2-3 च आहेत, बेल्ट्स एक अ, 7-8 असती
हं, हं.
की मी अं, ऑफिसला जाताना, सहसा शर्ट आणि ट्राउझर वगैरे घालते. आणि दुपट्टा असलेले आपले पंजाबी सूट्स. म्हणजे प्रॉपर अगदी फुल स्लीव्ह्ज कॉटनचे.
हां, हां. हां, हां. ओके. हां, हां.
मग
ओके.
असं म्हणजे, प्रॉपर ऑफिशियल. अगदी शुक्रवार असेल तर घातलं तर.
हं. हो, हो.
पण अ
थोडंसं काही तर हां.
हां. ऑफिसमध्ये मी जास्त म्हणतात ना, की स्टाइल नाही करायला जात. एक अ
अच्छा.
म्हणतात ना की म्हणजे नेहमी जे एक फॉर्मल महिला तुम्हाला दिसते. सगळं फॉर्मलचं जे लूक आहे कॉर्पोरेटचं. ते मी जास्त करून पाळते.
<laughs> हां, हां, हं. अच्छा, अच्छा. मग अ, अ, असं बघा ना रोजच्या आयुष्यामध्ये आपण अ, जसं बघा मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जातो किंवा दुकानात जातो. अ, आपल्याला थोडंसं काहीतरी खरेदीला मार्केटमध्ये जायचं असतं. तर त्यावेळेस कसे तुम्ही आउटफिट घालतात?
हं. हं, हं. हो त्यावेळी घरी अगदीच असेल ना मी. तर मग ते टी-शर्ट आणि खाली तो पायजमा घालायचा. मग तो कॉटनचे टी-शर्ट असतात आणि खाली ते लोअर असतात ते पण कॉटनचे असतात आणि अ, म्हणजे थंडी असेल, तर मग थोडंसं स्वेटर वगैरे घालावा लागतो. गरमी असेल तर कधी-कधी मग ते माझ्याकडे ना लखनवी जुने असतील ना. जे आता मला लखनवी घालायला खूप आवडतात.
ते कसं ठर हं. हं, हं. हो. हं. हं, हां बरं. <chuckles>
मग ते, लखनवी ना, अगदी थोडे जुने झाले, की एकदम मऊ होऊन जातात बघा, धुवून, धुवून.
अच्छा.
मग ते उन्हाळ्यात घालायला इतकी मजा येते ना, असं वाटतच नाही, की आपण असं काहीतरी खूप काही, भरभक्कम घातलंय. एकदम छान, मऊ सुताच असतं. पण अ, खूप वेळा घातल्यानंतर आणि धुतल्यानंतर त्यांची लया निघून जाते बघा.
हां, हां. हं, हं. अच्छा.
मग ते कॉटनचे कपडे म्हणतात ना, त्याचं एक असं फील छान येतो. मग मी उन्हाळ्यात वगैरे ते, घालते नेहमी.
हं. हं, हं.
पण अ, कधी-कधी काय होतं बघा
मग हां. हां.
माफ करा, काही विचारत होतात तुम्ही?
नाही, नाही, बोला ना.
हां. तर कधी-कधी अ, काय होतं बघा की मी तयारी तर करून ठेवली आहे. पण अ, असं असतं ना, की हा शर्टसोबत ही ट्राउजर चांगली दिसेल, नाही दिसेल. किंवा म्हणतात ना, की आता नवीन काय ट्रेंड आला आहे. तर ते मात्र त डोक्यामध्ये थोडंसं चाललं असतं हां, की ह्याच्यावर नेमके हे शूजच घालायचे का? तरी मी ऑफिसला जाताना म्हणजे
हो. हं.
जास्त कर जास्त करून म्हणतात ना, की फ्लॅट्सच घाल. कारण की चालायचं असतं परत.
अच्छा. हो ना.
अशावेळी हं.
पण मग अ, हां मग जेव्हा आपण, बघा ना, तुम्ही असं म्हणजे आपण सगळेच असं ऑफिसचं असं म्हटलं, की असा खूप विचार करतो, की हे असं घालायचं, पण मग हेच आपण जेव्हा कॅज्युअल मित्र-परिवारांसोबत असतो किंवा असं बाहेर फिरायला जात असतो किंवा सहजच अ, खरेदी असते ना आपली कधी-कधी काहीतरी वस्तूची, मग तेव्हा तुम्ही किती असं पर्टिक्युलर आहात? तर तेव्हा कसे कपडे घालतात?
नाही. हं. हं. हं. हं, हं. मित्रांना भेटायला जायचं, तर मग खूपच पर्टिक्युलर आहे, की एखाद्या बर्थडेला जायचंय किंवा काही पार्टी आहे. मग तर खूप वेळ लागतो मला तयार व्हायला की
हां, हां. ओ! <chuckles>
मग मग पूर्ण ते केस नीट करायचे, माझ्याकडे एक स्ट्रेटनर आहे. ते धुवायचे व्यवस्थित, ते छान करायचे आणि मग बघायचं, की काय बाकीच्या मुली घालतायेत. मग कुणी वन-पीस घालतंय, तर मग सगळ्यांनी तसेच घालायचंय का? मग ते चांगले जे म्हणतात ना, ऑफिसमध्ये सँडल घालू शकत नाही, म्हणजे अगदीच पार्टी असेल तर.
हं, हं. हं, हं. अच्छा.
मग वेळ तयार व्हायला खूप वेळ लागतो मला. मग मेकअप करायचा अगदी मस्त प्रॉपर. पण अगदी सहजच भेटायला जायचंय जस्ट एक कॉफी आहे. तर मग एखादं टी-शर्ट घालायचं बऱ्यापैकी अ, एखादी जीन्स घालायची
हां, हां. हां, हां. हं, हं.
अगदीच अ, म्हणतात ना, ती लूज जीन्स वगैरे मी घालत नाही, थोडीशी फिटिंग लागते मला.
म्हणजे अच्छा. हां, हां. म्हणजे आपण कम्फर्टेबल जातो असं एक कॅज्यूअल जायचं असेल तर. मग अ, असं तुम्ही ही सगळी निवड करता, तुमच्याकडे एवढं सगळंच अ, असं ॲक्सेसरीज वगैरेची तुम्हाला आवड आहे. मग याच्यामध्ये तुम्ही असं अ, कशाला अ, जास्त प्राधान्य देतात? म्हणजे मग तुमचं ते फिटिंग असू दे किंवा बजेट असू दे किंवा असतं ना, काही-काही ब्रँड्स असतात ते खूप दिवस टिकतात, वर्ष टिकतात. मग अ, तुम्हाला नेमकं काय आवडतं? त्याच्यामध्ये म्हणजे कमी खर्चात स्टायलिश आरामदायक होऊ शकतं का?
हं, हं हं. हं. हं. हं. हं. नाही, बरोबर म्हणालात तुम्ही. पण मला ना, एक अ, भारतामध्ये जी हस्तकला आहे बघा, इतकी सुंदर म्हणजे, ते चिकनकारी अ, दुपट्टे असू देत किंवा ते चिकनकारी म्हणतात ना, ते पंजाबी सूट असू देत. किंवा लखनवी जसं मी तुम्हाला म्हणाले. मला खूप हौस आहे त्यांची. आणि जे आपले बंगाली आपल्या ज्या सा साड्या असतात त्या डिझाईनच्या त्यांचे स्कार्फ्स असतात, तर त्याच्यावर वेगवेगळे एक एम्ब्रॉयडरी असते बघा, सुंदर, तर ते मला खूप अ, आकर्षित करतं नेहमीच. मग त्याच्यावरती ऑक्सिडाइजचे सेट वगैरे घालायचे, तर तेही मला नेहमी आवडतं करायला. आणि वेळ असला तर मी नक्कीच तयार होते. ऑफिसला जायला थोडं मला म्हणतात ना, की मी तयारी थोडी म्हणजे पूर्वतयारी करून ठेवते. कारण की तितकासा वेळ नसतो सकाळी उठल्यावर.
हां. हो, हो. हां, हां. हां, हां. ओके. हां, हां. हां, हां. ठीक आहे. बरोबर.
आणि सगळंच बघायचं असतं. जेवण हे, ते, मुलांची तयारी.
हं, हं.
मग ते म्हणतात ना, की एक 5 मिनिटात आपले कपडे घातले, थोडासा एक हलकासा मेकअप केला, केस थोडेसे, व्यवस्थित विंचरले, की निघावं लागतं पटकन. पण काही-काही दिवस असतात
हं. हं.
की जिथे तुम्हाला थोडा, वेळ मिळतो.
बरोबर. म्हणजे आपण अ, त्याचा समतोल साधतात म्हणजे थोडक्यात. तर मग असं बघा ना, आपल्याकडे सणवार खूप असतात, लग्न असतात. मग त्यामध्ये अ, कसं आहे आपल्याकडे थोडे असे अ, नियम आहेत, की अशीच साडी किंवा असेच कुर्ते अ, ह्या स अ, आपण म्हणतो ना, हेवी ज्वेलरी, असं सगळं काही असतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही कसं अ, हे करतात चॉईस करतात आणि त्याच्यामध्ये पण कसं कम्फर्टेबल राहता येईल. स्टाइलिश पण होता येईल. तर त्याचं काही सांगाल का?
हं, हं. हं. हं. हं. हो, हो. पण खरंच मी साडी म्हणालात ना, साडी मी खूप कमी वेळा वापरते म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे. साडी मी तेव्हाच घे तेव्हा आपल्याला काही पारंपरिक सण असतील आणि साडीसाठी बजेट म्हणजे ना, अक्षरशः तारेवरची कसरत आहे. कारण की जी साडी आवडते, ती महागच
हं. हं. हं. हं, हं.
मग ते बजेट मला कधी-कधी खूप वाढवायला लागतं आणि म्हणतात
हं, हं.
माझ्या बजेटवर थोडीशी गदा येते साडी घ्यायची असेल तर. पण अ
हं. अच्छा.
आणि माझ्या नवऱ्याचही चालू असतं मग. "अगं, तुला 2 साड्या नवीन मिळाल्या होत्या ना. तू म्हणालेलीस की नाही की आता ही मी वापरीन दिवाळीला ही, मग आता तुला परत नवीन का घ्यायची आहे?"
बरोबर. <laughs>
हे हे, खूप म्हणजे हाच अ, संवाद असतो साडीसाठी. पण ते नवीन साडी घ्यायची म्हणतात ना ते एक की जी फीलिंग आहे ना ती ते साडी घेणाऱ्यांनाच कळतं आणि जेव्हा त्या अशा एकावर एक त्या कशा त्या साड्या ते विक्रेते जेव्हा असे तुमच्या समोर म्हणजे खरंच असं वाटतं काही वाळ्या वाऱ्याची झुळूक आली आहे आणि आता सुंदर-सुंदर साड्या मी बघते त्या लावून बघायच्या.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं.
मजा म्हणजे खूप मजा.
अ, बरोबर. हो, मग तुम्हाला काय वाटतं की असं हे जे अ, कपडे असतात किंवा आपली जी स्टाईल असते तर याच्यामध्ये अ, काय आपण बदल बोलू शकतो मानसिकतेमध्ये म्हणजे जसं कधी आत्मविश्वास वाढतो का? स्वतःला काही सोयीस्कर वाटतं का? तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का?
हं. हां. बरोबर. बघा मी, दोन्ही गोष्टींवर बोलते. मानसिकता म्हणजे बघा, तुम्ही एखाद्या लग्न प्रसंगाला गेलात, तर नक्कीच मी म्हणेन, की अगदीच जीन्स किंवा कॅज्युअल कपड्यांमध्ये जाऊ नका. कारण की ते जे ज्यांच्याकडे, ज्यांच्या घरचं लग्न आहे, त्यांना थोडंसं वाईट वाटतं, की आपल्याकडे जी परंपरा आहे त्याचं थोडंसं पालन करा. साडी नेसा. थोडं रंग पण बघा, की काळा आणि सफेद आमच्याकडे लग्नात घालत नाही. तर मग त्याचाही थोडा मान राखा, कारण तुम्ही समोरच्याचा दिवस वाईट नका घालू.
हं. हं, हं. हो, हो.
आणि बजेट फ्रेंडली थोडे कपडे घाला. कारण की शेवटी म्हणतात ना, की हे पर्यावरणावर एक बोजा आहे. हे सगळं आपण वायाच घालवणार आहोत. थोडं कमी शॉपिंग करा, म्हणजे बायकां म्हणजे स्त्रियांसाठी थोडं मुश्किल आहे पण नक्की थोडं लक्ष द्या. आणि मी अजून एक टिप देईन जाता-जाता, की ते म्हणजे की अ, आपण जे फूटवेअर घालतो ना, त्याच्यावर थोडं लक्ष द्या. अगदीच त्या हाय हील्स पेन्सिल्स असतात. नका घालू. कारण की एकदा जर तुमचा पाय त्याच्यातून अडकून कुठेतरी पडला, तर खरंच फ्रॅक्चर होईल मी म्हणेन.
नक्कीच. हो. हो. हं. हं, हं. हां, हां. हां, हां. हो, बरोबर. नक्कीच.
म्हणजे खरंच ते खूप कठीण काम आहे, त्याच्यावर असं चालणं.
खरंच तुम्ही खूप छान सांगितलं. हां, हां. महत्त्वाचं असतं आणि ते नक्कीच. कारण आपलं सगळं त्याच्यावरच अ, डिपेंड असतं. बरोबर. खरंच खूप
हां. मी पायच तुमचा जर अगदी बऱ्याच वेळा मुली करतात, की ते छान दिसायला अगदी टोकाचे निर्णय घेऊ नका.
हं, हं.
की एवढी खूप थंडी आहे पण तरीही खूप हॉट किंवा कटवाला ड्रेस घातलाय आणि मग थंडीने हुडहुडी भरली आहे. तसं काही करू नका. ज्या त्या म्हणतात ना, हंगामात जे-जे कपडे आहेत. अगदीच डोक्यावर ऊन आणि ते लेदर जॅकेट घातलंय, तर कसं होणार बाई?
हो ना. हं, हं. हां, हं. हां, बरोबर आहे. <chuckles> बरोबर आहे, नक्कीच छान सांगितलं तुम्ही. सगळं स्टाईलमध्ये कम्फर्ट त्याचे उपाय पण. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी या विषयावर बोलून. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.
धन्यवाद.